बघा ना, आता मी तुम्हाला अगदी सोप्यापणाने समजवतो, की कसं आपण ते दैनंदिन जीवनात कसा आपण त्याचा वापर करतोय. तर तुमच्याकडे तुमच्याकडे डिवाईस असेल, त्या डिवाइसमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा त्याला उघडतात. तर तुमचा एखादा पॅटर्न असेल किंवा पिन असेल आणि फिंगरप्रिंट तुम्ही लावलेला असेल आणि तुमचा फेस लॉक असेल. या 4 प्रकारच्या तुम्ही अ, ज्या तुमचा मोबाईलला अनलॉक करण्याच्या तुमच्या सोयी आहे, सिस्टम आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर जर तुम तुम्ही असाल, तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फिंगरप्रिंट लावून किंवा फेस लॉ अनलॉक करून त्याला फोनला वापरता येईल. म्हणजे तुम्ही काय झालं? तुम्ही काय केलं, की तुम्ही त्याला पहिले अ, स सांगितलं, की हां, मी एक ऑथराइज्ड यूजर आहे, मी याला वापर करू शकते, कारण की हा मोबाईल माझा आहे. त्यानंतर जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तुमचा मोबाईल हातात पकडला आणि त्याला त्याचा पिन माहिती नाही, तिथं त्याचा फिंगरप्रिंट लागलेला नाही, म्हणून तो तुमचा मोबाईल वापरू शकत नाही. म्हणजे इथे काय झालं, की तुमचं अ, प्रायव्हसीची सेटिंग झाली अ, म्हणजे सेफ्टी झालं, की तुम्ही फोटो ते ते तुमच्या गॅलरीमध्ये जाऊ शकत नाही, तिकडचे तुमचे फोटोस बघू शकत नाही किंवा तुमचे इम्पोर्टन्स जे डॉक्युमेंट आहेत, ते ते तिथे बघू शकत नाही. तुमचे मेसेजेस ते बघू शकत नाही. म्हणजे ही एक प्र आपली सेटिंग असते त्यातल्या त्यात
हो, सांगा. हं. हं. हं. हं. हं, हं. बरोबर. बरोबर, हो. हं. हं. बरोबर. हो. कळलं, हो. नक्कीच. हो. बरोबर. हो. बरोबर.
आता आपण आपली लोकेशनची सेटिंग क अ प्रॉपर करून ठेवायला हवी. कॅमेराची सेटिंग प्रॉपर करून ठेवायला हवी. मायक्रोफोन आणि कॉन्टॅक्ट्स.
बाप रे! त्या ते पण सेटिंग असतं? लोकेशन वगैरे? हो का आणि ते कसं मग?
हो, हो, हो. आता बघा, की आता तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती जातात आणि तिथं ते तुमच्याकडून मागतं, की आम्हाला तुमचं लोकेशन द्या, कॅमेरा पण कॅमेराचा पण ॲक्सेस द्या, मायक्रोफोनचा पण ॲक्सेस द्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर काही कॉन्टॅक्ट्स असतील त्यांचाही ॲक्सेस द्या आणि जर तुम्ही तो संपूर्ण ॲक्सेस दिला म्हणजे तुमच्या संपूर्ण अ, त्या सगळ्या गोष्टींचा कंट्रोल त्यांच्याकडे असतो आणि
हां. हो. हो सांगतात. नक्कीच. अरे बापरे!

बापरे!
मी तेव्हा सांगितलं कोणी तुम्हाला ₹20,000 टाकलेले नाहीये आणि मी त्याच्या अ, पे-टी-एममध्ये गेलो. आणि बघितलं तर तिथं अ, तिथं होतं नुसता टेक्स्ट मेसेज टाकलेला होता. म्हणजे येड्यात काढण्याचं करत होता तो आणि तेव्हा ते वाचलं.
हां. हो ना.
तेव्हा ते पैसे वाचले.
बापरे, तुम्ही तुमच्याकडे फोन दिला नसता तुमच्या बाबांनी तर खरंच वीस हजार रुपये ला चंदन होतच ते.
हं. हो, नक्कीच, नक्कीच होतच ना. म्हणून आपण अशा गोष्टी त्यांना सांगून ठेवल्या पाहिजे समजून ठेवल्या पाहिजेल आणि ओ-टी-पी तर फार गरजेचं आहे, की ओ ओ-टी-पी कुठलंही लोकांना आपण दिला नाही पाहिजेल आणि यू-पी-आय ट्रान्झॅक्शन करत असताना आपली यू-पी-आय पिन ही कायम गोपनीय ठेवली पाहिजेल.
किती म्हणजे हं. बरोबर, हो ना, नक्कीच. बरोबर. हं. नक्कीच, हो, नक्कीच म्हणजे ओ-टी-पी आणि यू-पी-आय पिन हे महत्त्वाचं असतं सगळ्यामध्ये नाही का.
हं. हो आणि त्यातल्या त्यात आपण त्या ॲपला बायोमॅट्रिक लॉक ही लावून ठेवायचं. जेणेकरून ते आपल्याच परवानगीनी उघडतील अन्यथा उघडणार नाही.
हं. बायोमट्रिक लॉक म्हणजे काय नेमकं?
बायोमट्रिक लॉक्स म्हणजे तुमची थंब प्रिंट तुमचा फेस आयडी हो.
हो का. अच्छा हां, हां, स्वतःचच म्हणजे ते उघडणारच नाही. हो, बरोबर. ते पण करू शकतो बरं का. मग बघा ना काही-काही वेळ ना गोपनीयता जी राहते आणि सोयीस्कररितेमध्ये तणाव पण येतो. मग त्यावेळेस ट्रेड ऑफ कसे हाताळावे म्हणजे उदाहरणार्थ लोकेशन शेअर करायची की नाही मला सांगा?
स्वतःचच हां, नाही, नाही. हं. हं.